अरे देवा!
म्हणजे अशा पण घटना घडत होत्या. म्हणजे कधी-कधी काय घाई-घाईमध्ये कुठेतरी चावी माझ्याकडून पडली गेली असेल.
अ, हो ना. हां, मग ते इमर्जन्सीमध्ये काहीतरी होऊ शकतं. म्हणजे असे बरेच असे भन्नाट किंवा काही-काही मजेशीर अनुभव सुद्धा येतात मग असं एकटं राहायला गेल्यावर. पण नक्क हां.
होऊ शकतं. हो, खरंच. आणि मेन म्हणजे बजेटचा खूप विषय होत होता माझ्याकडे. अ, म्हणजे खर्च एवढा होत होता ना म्हणजे मी असं भाव-तोल म्हणतात ना, आपण बार्गेनिंग करायला येत नव्हतं. तर मम्मी म्हटले, की "एवढ्या एवढ्या ह्याच्यात घर चालव म्हणजे शिक जरा तू पण नाही का. एवढे पैसे वाया नको हां. वाया नको घालू कारण शिक्षणाला पण आपण पैसे खर्च करतोय, नाही का थोडंसं लिमिटमध्ये. पण जो 10000 चा बजेट माझा कधी कधी 20000 वर पण जायचा म्हणजे असे अ, हो. ही पण बजेट मग ते मला थोडंसं नियंत्रित आणायला खूप वेळ गेला, की नाही का आपण कुठे आपण आपला वाया जातोय पैसा, मग मी ते थोडंसं लिहायला वगैरे लागली, की आपण कुठे फालतू खर्च करतोय, काय?
हं. हां. त्यातून शिकायला मिळेल तुला, हां, बरोबर. हो. अरे बाप! <chuckles> हं. हां. बरं तुला लिहायची रोजनिशी ड म्हणजे, डायरी मेंटेन करायची त्यातून सवय लागली म्हणायची. मग कुठला खर्च कुठे वाचवायचा.
सवय लागली हो. मग ते मी माझ्या मम्मीला पाठवायची WhatsAppवर. हां, म्हणजे तुझा ठीक आहे, हा खर्च ठीक आहे पण असं वाया खर्च वा वा वायफट खर्च करू नको म्हणजे, काही पण शॉपिंग करायची सवय असते ना मुलींना. हे आवडलं घे, ते आवडलं घे. तर अ, मम्मी मला ओरडायची बघ नाही का "असं करू नको जरा नीट पैसे सांभाळून वापर" वगैरे. मग अशा गोष्टी पण माझ्यासोबत झाल्या तेव्हा.
हां. हां. हां. हां, बरोबर. बरं, मग तू छानच किस्से सांगितलेत सगळे म्हणजे एकट्या तू पहिल्यांदा गेल्यावर काय-काय तुझ्या बाबतीत काय झालं? म्हणजे तू नवकी होतीस तुला कशाचा अनुभव नव्हता. हा स्वयंपाक करणं म्हणा किंवा बाहेरून भाजी आणणं आणि सगळी कामं स्वतः करणं. म्हणजे जवळ-जवळ तू तारेवरची कसरतच केलीस जरा कमी हा. पण त्यातून तुला बऱ्याच गोष्टी अशा शिकायला मिळाल्या. हां म्हणजे खर्च कसा मॅनेज करायचा? बाहेर राहत असेल तर कसं वागायचं? अ, शेजारी-पाजारी कसे धरून ठेवायचे म्हणा आणि अ, टाईम मॅनेजमेंट झालं. तुझा म्हणजे अभ्यासाला नेमका कधी वेळ द्यायचा, कधी उठायचं किंवा बाकीचं सगळं कसं मॅनेज करायचं म्हणजे आजारपण झालं. तर तू नक्की म्हणजे स्वतः एकटं काय करू शकतीस. म्हणजे कसं स्वावलंबन आपल्याला करता येईल आपल्या गोष्टीमध्ये. या सगळ्या गोष्टी तू छान सांगितल्यास. तर अ, छान वाटलं तुझ्याशी बोलून अ, खूप धन्यवाद आणि आभार.
हो. हो माहीत नव्हतं मला काहीच. न का ह्या त्याचा काहीच अनुभव नव्हता. कसरत केली नक्की. शिकायला मिळायलं. हो. हं, हां. ते सगळं मला त्यातून समजलं. हो. हो, हो. मला पण खूप छान वाटलं आपण पुन्हा बोलू.